अ, अल्गोरिदम्स हो, हो. अ ट्रेंड फॉलो करायचे कयास अ, याचसाठी, की आपण तो आवाज एकतर वापरू शकतो, जो काही ऑडिओ आहे, ते गाणं आहे, ते वापरू शकतो आणि आपण जे काही काम करत आहोत, त्यात ते गाणं बसवू शकतो. उदाहरणार्थ अ, एक असा ट्रेंड आला होता, की अ, आईस्क्रीम खाऊंगी, कश्मीर जाऊंगी हे एक अ, खूप प्रसिद्ध झालं होतं अचानक गाणं. तर मुळात मुलं त्यावर नाचत होती. पण जर आता मी एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये नाचणारा म्हणजे असं खरं उदाहरण होतं, की अ, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आहे आणि मी माझ्या बॉसच्या समोर नाचतोय, की मला आईस्क्रीम खायला काश्मीरला जायचंय.
ट्रेंड फॉलो करण्यात. हं. हो. हो, हो, हो, आठवतंय मला थोडं. हो. अरे बापरे! <chuckles> अरे देवा! <chuckles> हो ना.
आणि माझ्या तशाच प्रकारचं सगळं कॉटेंट आहे, म्हणजे मी ऑफिसमध्ये मॅनेजर किंवा बॉसबरोबरच व्हिडिओज बनवतो आणि त्यातला हा व्हिडिओ, की आईस्क्रीम खाना है, काश्मीर जाना है. तर तसं केलं, तर ते माझ्या व्यक्तिमत्त्वाला किंवा मी जे काही करत आलोय त्याला मॅच होतो तो ट्रेंड आणि त्याप्रमाणे मग तो व्हायरल जायचा का नाही हे ठरतं. अर्थात मी जर चांगलं केलं असेल काहीतरी.
अरे बापरे!
तर म्हणजे आपलं व्यक्तिमत्व किंवा आयडेंटिटी लपत नाही कुठे अल्गोरिदम्स सगळ्यांसाठी काम करतो.
अगदी बरोबर आहे. हो, म्हणजे हां, तुमचं एकूण असं म्हणणं आहे, की अल्गोरिदम किंवा मग ट्रेंड बदलू शकतात, पण अ, तुमची ओळख टिकून असते असं म्हणता येईल.
अगदी, हो.